नक्कीच. आता आजकाल आपण बघतो बघा ना, की जी गाणी येत आहेत एकंदरीत अ, तर मला तर वाटते ती सगळी म्हणजे जुनी गाण्यांनाच त्यांनी नवीन केलेलं आहे. अशी भरपूर गाणी आहेत जसं की आत्ताचं तर, आत्ताचं मला आ, माहिती नव्हतं की हे जे सय्यारा मूव्हीमधलं गाणं आहे बघा, सय्यारा तू तो बदला नही है. तर ते गाणं मी पहिलं हिंदीमध्ये मी ऐकलं, जसं की ते नवीन आलं तेव्हा आणि नंतर काही दिवसांनी मी जेव्हा Uberमध्ये ट्रॅव्हल करत होती ना
हं. अगदी बरोबर. हं, हं. हं. हां. बरोबर. असं का? हं.
हां, तर तेव्हा त्यांनी असं ओल्ड व्हर्जन गायलं. तर मग नंतर मग आम्ही गेली म्हण म्हटलं की YouTubeला बघितलं आणि मला ते खूप जास्त आवडलं एकंदरीत आणि मग मी नंतर YouTubeला बघितलं आणि मग नंतर मला कळालं की ते अमिताभ बच्चन यांनी केलेलं आहे. ते ताजच्या समोर झालेली शूटिंग आहे. आणि मला ते खूप अ, वाइब्स
असं. हं, हं, हं, हं, हं. बरोबर. कुठलं गाणं होतं ते अमिताभ बच्चनांच?
तेच सय्यारा तू तो बदला नही. हे त्यांचं जुनं गाणं आधी होतं आणि आता त्यांनी परत त्याच्यावर नवीन ते जे आपण आता बघतोय मूव्हीमध्ये आलं ते. हां. रिमेक केलेलं आहे एकंदरीत म्हणजे तेच म्हणजे जुनं गाणं होतं आणि परत अ, तर मग त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी आलेल्या आहेत एकंदरीत. म्हणजे बघा ना, कसं असतं ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग नंतर अशी गाणी येतात, तेव्हा आपल्याला कळतं, एकंदरीत, की ह्याचं जुनं गाणं पण होतं आणि त्याचं नवीन गाणं देखील आलेलं आहे, एकंदरीत. तर आता इस मराठीमध्ये पण बघा ना, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्यात, हे त्यांनी परत रिमेक केलेलं आहे आणि ते दिसतंय आपल्याला की ह्याच्यामध्ये म्हणजे अशी भरपूर गाणी आहेत. हां ना आणि किती चाललं नवीन म्हणजे म्हणू शकतो की नवीन ट्यूनवर म्हणा किंवा अ, एखाद्या सगळ्या काही गोष्टींवर म्हणा.
हं, हं. हं. म्हणजे रिमेक केलेलं होतं हे नवीन सॉँग असं. बरोबर, बरोबर. हं. हो. हं. अगदी बरोबर. हो. <chuckles> हल्ली हे गाणं खूप चाललं. हं.
तर असे भरपूर अ, आणि काही-काही बघा ना, की काही-काही लोकगीतं असतात, जुनी, जी लग्नाची गाणी असतात. ती आपण तेव्हा ऐकायचो. म्हणजे आता थोडं त्यांचं म्हणू शकतो की नवीन रेकॉर्ड झालेल्या आहेत आणि ते खूप छान वाटतंय एकंदरीत. मग ते अशी गाणी पण असतील की काही-काही त्यांचे शब्द बदलतात थोडेसे किंवा काही-काहींचे म्युझिक बदलतात. तर अ, आपल्या '80जमध्ये पण बघा काही-काही अशी गाणी असायची एकंदरीत आणि मग अ, त्याची आता म्हणू शकतो की अ, पुन्हा वेगळं झालेलं आहे, त्याची सगळी जी गाणी असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मला आता वाटते की आणि आणि कसं असतं की आता काही-काही जी लोकगीतं असतात की समजा आता आमची आग आगरी कोळी संस्कृती आहे. मग त्याच्यामध्ये धवला नावाची एक संस्कृती होती, ती लग्नामध्ये गायली जाते अ, जेव्हा अ, जेव्हा लग्न लागतं एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं तेव्हा हळदीच्या वेळेला ना, गाणी बोलली जातात. मग तो जो धवला आहे ते नाही का, ही पोळी साजूक तुपातली त्याच्यामध्ये जी स्टार्टिंग केलेली आहे बघा, हळद लावीते गं. तर ते जे गाणं आहे ना, ते आमच्या इथे बोललं जातं आधी आणि मग ते तिथे घेतलेलं. अरे मग नंतर समजतं की अरे ह्या गोष्टी पण अशा असतात एकंदरीत. बरोबर.
बरोबर, बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं, हं. हं. बरोबर. बरोबर, बरोबर. म्हणजे हां म्हणजे ते तुम्हाला कनेक्ट होतं. आपण एक कधीतरी ऐकलेलं आहे आणि तेच अ, एखाद्या मूव्हीमध्ये आलं किंवा एखाद्या गाण्यामध्ये आलं, तर मग आपण लगेच त्याच्याशी कनेक्ट होतो आणि आपली परत ती संस्कृती म्हणा किंवा आपली भाषा ही जागरूक होते परत.
कनेक्ट होतात, बरोबर. हां, म्हणजे ऐकलेलं असतं. हं. हं, हं. हं. कनेक्ट होतो बरोबर, बरोबर.